खूपदा आपल्या घरी आहे ना, पाहुणे येतात, तर आपल्याला नेहमीच वाटतं, की पाहुण्यांनी आपल्या घराची एक तारीफ करावी किंवा एक अ, घरामध्ये थोडाफार साधेपणा किंवा नीट-नेटकेपणा जपला, तर नक्कीच त्यातून आपलं एक प्रतिबिंब दिसतं किंवा व्यक्तिमत्त्वाची त्यांना ओळख होते, असं आपल्याला वाटतं. तर यामधलं म्हणजे घर सजावटीत साधेपणा आणि व्यक्तिमत्त्व यांचं संतुलन कसं राखता येईल हो, कसं साधता येईल?
म्हणजे घर आपलं एक पर्सनल स्पेस असतं ना, तर ते मला वाटतं, की आपल्याला घरात शिरल्याबरोबर असं वाटायला पाहिजे, की आता इथं आपल्याला मन अगदी हलकं, मोकळं, आणि शांत आहे, असं वाटलं पाहिजे. म्हणजे बाहेरचा जितकाही स्ट्रेस असेल जगातला, ते घरात पाऊल ठेवल्यावरती नाहीसा व्हायला पाहिजे. असं आपलं घर असलं पाहिजे. छोटं जरी असलं, जास्त काही शोशा नसला, तरी ते मन शांत करणारं असलं पाहिजे, हो की नाही? तर त्यासाठी ना, आपण अ, अशा वस्तू घरात ठेवायला पाहिजे, ज्यानं जेणेकरून आपण जेव्हा घरात जातो आणि आपण पाहतो त्या वस्तूंना किंवा रंगांना, भिंतींचे रंग, अ, घराचा एखादा सुगंध असतो, आपण काही फुलांची झाडे वगैरे जर लावली, तर फुलांचा सुगंध, अशा रीतीनं आपण आपली ती एक पर्सनल स्पेस आपण तयार करू शकतो.
बरोबर. हो, हो. हं, हं. हं, हं. हो, हो. हां, हां. हो, हो. अगदी बरोबर. तर अ, जसं तुम्ही बोललात, की एक नीटनेटकेपणा, साधेपणा. तर साधेपणा म्हणजे नेमकं तुमच्यासाठी काय आहे?
म्हणजे माझ्यासाठी तर मला असं वाटतं, की मिनिमलिस्ट जेवढं असेल तेवढं. म्हणजे मिनिमलिस्ट म्हणजे अ, जितक्या कमी वस्तू आपण घरात ठेवू ना, ते तितकी मोकळी हवा वाहते आणि तितकी एनर्जी जास्त असते, तर मोकळेपणा वाटतो आणि आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना, मनात खूप काही जर विचार चालत असले, तर आपल्याला भरपूर असं चिड-चिड, किच-किच, किच-किच वाटतं, भरलेलं-भरलेलं सारखं वाटतं. पण जर तेच जर आपलं मन मोकळं असलं, शांत असलं आणि एखादे किंवा 2 च असे चांगले विचार असले, तर आपल्यालाही छान वाटतं ना. तसंच आपल्या घराचं असतं. म्हणजे आपण जर घरात भरपूर वस्तू ठेवून, पसारा केला, तर आपल्याला ती स्पेस चांगली एवढी बरी नाही वाटत. म्हणून आपण अशा वस्तू ठेवल्या पाहिजेत, ज्या आपल्या रोजच्या वापरात पण येतात आणि ते दिसायलाही सुंदर असतात आणि उपयोगी असतात, असं.
अच्छा. हो, हो. बरोबर. हो, हो, हो. वाटतं. अगदी बरोबर. हो, हो. अगदी बरोबर. हां, हां. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर अ, घर सजावटीत जो साधेपणाचं तुम्ही वर्णन केले. तर तो कसा दिसायला हवा आणि त्याचं तुम्ही कसं म्हणजे एक सांगाल थोडक्यात?
म्हणजे आपले आवडते रंग, आधी तर भिंत. घराची जी भिंत असते, त्यांना आपले जे आवडते रंग असतात, ते आपण ठेवायचे. म्हणजे एखाद 2 रंगच आपण, शेड्स आपण पिक करायचे आणि त्याचं असं बेस कलरचा 2-3 शेड्सचा आपण एक अ, सेट असा ठेवायचा, पॅलेट. तर त्याप्रमाणे आपण घराचा रंग सिलेक्ट करायचा आणि घराच्या रंगाप्रमाणे मग घरात ज्या वस्तू हव्या आहेत, जसं की पडदे झाले घराचे किंवा घरातलं फर्निचर झालं, ते एक अ, छान असं क रंगाचं आपण सिलेक्ट करावं आणि त्यालाच जे कॉम्प्लिमेंट होईल, त्याप्रमाणे आपण घरात मग बाकीचं डेकोरेशन करू शकतो. आणि अ, जे सजावटी वगैरे असतात, ते काय जास्त महाग अ, असल्याची गरज नाही आहे. म्हणजे आपल्याकडे जे अवेलेबल असेल, त्याच वस्तू घेऊन आपण घराची सजावट करू शकतो.
हं, हं. हो, हो. हं, हं. हो, हो. हं, हं, हं. हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. जसं तुम्ही बोललात, की घरामध्ये एकदम अ, सुटसुटीत असावं. जास्त सामानांचे जे म्हणतो ना, आपण अ, आवक ती खूप कमी असावी, जेणेकरून घर एक साधं राहील आणि वातावरण पण प्रसन्न राहील. तर एखादं करण्याजोगं उदाहरण तुमच्याकडे आहे का, की एखादा छोटा कोपरा आहे किंवा रूम आहे आपली, तर तिला तुम्ही कसं सप सजवलं, जेणेकरून तो साधेपणा पण तुम्ही जपला आणि त्यामधून एक व्यक्तिमत्त्वही तुमचं, म्हणजे नाही का, एक व्यक्त केलं त्या अ, गोष्टींमधून, त्या सजावटीतून?
हो, म्हणजे काय होतं ना, जास्तीत जास्त असं, न अ, आपण मॅक्सिमम लोकांकडे जर आपण पाहिलं, तर सगळेच काही एवढा वेळ किंवा खर्च नाही करू शकत, इंटिरियर डेकोरेशनसाठी वगैरे. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, की भरपूर असे अ, बाजार असतात, जिथे अ, थ्रिफ्टिंग वर्कशॉप्स किंवा फ्ली मार्केट्स वगैरे असे होतात, जिथे आपल्याला अ, काही-काही असे युनिक वस्तू भेटतात, ज्या कमी किमतीतही आपल्याला मिळतात. तर अ, आपण अशा वस्तू आपण आणू शकतो. किंवा जर आपल्या आईची जुनी <chuckles> अ, साडी असेल, जी ती वापरत नाही किंवा काही असं छान फॅब्रिक आपल्याला भेटलं. जे खूप अ, सुंदर दिसतं, पण थोडंसं डॅमेज आहे त्यात. तर आपण एखाद्या टेलरला बोलावून, त्याचे छान असे कुशन कव्हर्स किंवा डेकोरेटिव फ्रेम्स तयार करू शकतो आणि आपण त्या भिंतीवर त्याची सजावट करू शकतो. आणि आपण काही नाही तर छोटी-छोटी रोपं लावू शकतो आणि आपल्या बाल्कनीमध्ये ती किंवा खिडकीवरती आपण ठेवू शकतो. तर त्यामुळे काय होतं, की आपल्याला एकतर छान असं ऑक्सिजन भेटतं आणि अ, हवा फ्रेश राहते, फुलांचं छान असा सुगंध येतो. आणि देवापुढे आपण अ, अ, जुन्या जमान्याची, म्हणजे आपल्या आज्यांच्या टाईमाची समई वगैरे लावू शकतो. तर त्याने काय होतं, की आपले पारंपरिक वस्तू जे असतात त्यांचा डिस्प्ले पण होतो आणि एक एस्थेटिक व्हॅल्यू मिळते आपल्या घराला. तर हे दो दोन्ही कामं होतात आणि एक आठवणही राहते ना, आपल्या आजी-आजोबांची.
हं, हं. बरोबर. हो, हो, हो. हो, हो. हां, हां. हं, हं, हं. अगदी बरोबर. हो, हो. अगदी बरोबर. हं, हं. हो, हो, हो. हो, हो. नक्कीच. अगदी बरं. हो, हो, नक्कीच. म्हणजे एक आठवण पण जपता येईल, त्यातून व्यक्तिमत्व पण दिसेल की म्हणजे कौटुंबिक प्रेम आपलं किती आहे, काय आहे वगैरे. खूप छान, खूप छान. आणि कुटुंबात बघा खूप वेळा काय होतं, आता तुम्ही बोललात की तुम्ही तुमच्या अ, नुसार ते सजवलं, बट अ, जरुरी नाही की प्रत्येकालाच ते आवडेल. प्रत्येकाच्या आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे व्यक्ती त व्यक्ती हे बदलत जातं. म्हणजे नाही का प्रत्येकाचा आवड, निवड. तर अशा वेळेस त्यातलं संतुलन कसं साधता येईल ओ, म्हणजे जेणेकरून ती सजावटही व्यवस्थित होईल आणि त्यामधून म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मनही दुखवणं जाणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीला वाईटही वाटणार नाही. तर याकरता आपल्याला काय संतुलन साधता येईल?
हो ना. मग ह्यासाठी ना, आपण जसं काही अ, जें अ, प्रत्येकाच्या मन पण राखलं पाहिजे आणि त्यांच्या खुशीप्रमाणे त्यांचा रूम सजवू शकतो आपण. आता काय असतं, की आता मी म्हटले की आपण अ, छान असं जरीची साडी वगैरे आईची असली, तर त्याचे कुशन कव्हर्स करू शकतो जर ती वापरात नाहीये तर. किंवा असं छान असं डेकोरेशन फ्रेम वगैरे ठेवू शकतो. तर त्याने आपलं लिव्हिंग रूम आपण तसं सजवू शकतो. आणि जर लहान मुलांचा रूम असला, तर तिथे काही असं चालणार नाही, कारण लहान मुलांना तर अगदी असं कलरफुल रू रू रूम आवडतो ना, तर त्यांच्या आवडीच्या कार्टूनचे आपण बेडशीट्स किंवा पडदे लावून ते त्यांचं रूम सजवू शकतो. त्यांच्या आवडीचे सॉफ्ट टॉयज, खेळणी, असं, छान असं छोटंसं त्यांच्या स्टडी टेबलवर एक शेल्फ लावून शोकेससाठी, डिस्प्लेसाठी आपण ठेवू शकतो. म्हणजे जेणेकरून त्यांना आरामात ते खेळणी काढून खेळायला पण ते मोकळे असतात आणि छान असे त्यांच्या फेव्हरेट कार्टून कॅरेक्टरचे पडदे वगैरे बेडशीट्स लावले, तर तेही खुश होतात आणि जे आपली जर कोणी म्हणजे बघा जर असे मोठे अ, मुलं असले किंवा ऑफिसला जाणारी माणसं असली, तर ते आपल्या स्टडी रूमचं किंवा वर्क फ्रॉम होम करत असतील, तर त्यांच्या वर्किंग स्पेसचं डेकोरेशन थोडंसं न्यूट्रल रंगांनी आपण करू शकतो. तर तिथे आपण बेज रंगाचं किंवा असं लाईट ब्राउन कलरचं छान असं फर्निचर किंवा स्टडी टेबल, डेस्क वगैरे असं लावून आपण ती वस्तू सजवू शकतो असं.
हो, हो. हो, हो. हो. हो, हो. बरोबर. <chuckles> हो, हो, हो. अगदी बरोबर. हो, हो. हो हो. अगदी बरोबर. हं, हं. हो, हो, हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. खूपच छान अशा कल्पना आहे, म्हणजे कमी खर्चात आणि एकदम म्हणजे नाही का उत्कृष्ट अशी सजावट आपण करून सर्वांचं मन राखू शकतो. तर खूपदा बघा काय होतं माहिती आहे का, आपल्या घरी खूप सारे पाहुणे वगैरे येतात, तर यावेळेस अ, आणि सण पण असतात, जसे की दिवाळी येते. दिवाळीत एक घरांना रंग देण्याचं, रंग-रंगोटी करण्याचं काम दरवर्षी प्रत्येक घरामध्ये आपल्याला सहजासहजी पाहायला मिळतं. तर अशा वेळेस तुम्ही छोट्या-छोट्या काय अशा प्रॅक्टिकल नियम वापरता, जेणेकरून म्हणजे एक छोट्या-छोट्या वस्तूंनी घर असं म्हणजे उत्सव सदृश्य ठेवता येईल. मग जसं की आपण लाइटिंग वगैरे लावतो, तर लाईटिंग ज म्हणजे जरुरी नाही की प्रत्येकजण अफोर्ड करू शकतो. प्रत्येक जणाचं बजेट असतं, तर अशा वेळी काय करता येईल आपल्याला जेणेकरून म्हणजे एक सजावटही होईल, पैसेही कमी खर्च होईल आणि एक अ, सणामध्ये म्हणतात ना, एक अ, दिखाऊपण म्हणजे एक चांगलं दिखावपण अ, दिखाऊपण येईल घराला?
हो ना. हो. म्हणजे त्यासाठी ना, बघा आता दिवाळी म्हटलं, तर दिवाळीची सफाई तर आपल्याला करायचीच असते. तर मग वर्षातनं एकदा आम्ही असं करतो, की दिवाळीच्या आधी ना, आम्ही आमची सगळी वस्तू बाहेर काढून प्रत्येकजण आपापली वस्तू बघतो आणि त्याने मग असं आपण अ, डिसाईड करायचं, की ह्यातली कोणती वस्तू आपली वापरात येते, कोणती अशी जुनी वस्तू आहे, जी आपण अजिबात वापरत नाही आणि जी काही असे वस्तू असेल, जे आपण वापरात नाही येते, त्याला एका कार्टनमध्ये ठेऊन आपण ती कोणाला-कोणाला ज्यांनाही गरजेची असेल, त्यांना आपण डोनेट करू शकतो किंवा जर ती डॅमेज असेल, तर आपण त्याला रिसायकलिंगसाठी पाठवू शकतो. तर हे नियम आम्ही घरात पाळतो आणि आम्ही दर वर्षाला अ, अशा वस्तू काढून टाकतो, म्हणजे त्याने काय होतं, की नवीन वस्तूंसाठी जागाही तयार होते आणि घराची सफाई पण होऊन जाते. आणि दिवाळीची सजावट म्हणजे आपण लाइटिंग वगैरे जर नाही लावू शकत, तर आपण अ, मातीचे दिवे लावू शकतो आणि तेही जर आपल्याला नाही करायचं असेल आणि थोडीशी अशी एस्थेटिक व्हॅल्यू वाढवायची असेल, तर आपल्या घरी काचेचे ग्लास तर असतातच, तर त्यात आपण अ, थोडंसं असं रंगबिरंगी पाणी तयार करून, त्यात तो घालून, वरती तेल ओतून, त्यात असे फ्लोटिंग दिवे बनवू शकतो आणि ते इतके छान दिसतात ना <chuckles> आणि त्याचा लूक पण छान येतो आणि ते मध्ये ठेवून त्याच्या अवती-भवती जर आपण छान अशी रांगोळी काढली, तर त्यांनीही एकदम घराची सुंदरता खूप वाढते.
हं. बरोबर. हं. अच्छा. हं, हं. बरोबर. हो, हो. हो, हो. अगदी बरोबर. हां, हां. हो, हो. बरोबर, बरोबर. हां, हां. अरे वाह! वाह! हं, हं, हं. हां, हां. अगदी बरोबर, अगदी आणि ते दिसायलाही एकदम आकर्षक असं दिसेल आणि त्यातून म्हणजे खर्च पण नाही म्हणजे जास्त होणार. तर अ, नक्कीच, तुम्ही जे एकदम म्हणजे योग्य प्रकारे ज्या गोष्टी सांगितल्या, त्या खूपच छान वाटल्या असं ऐकून. तर घर सजावट आणखी घर सजावट करताना आणखी काही गोष्टी आपल्याला उपयुक्त ठरतील, जेणेकरून काय होईल, की घराचे एक सौंदर्य पण वाढेल आणि त्यातून एक आपल्याला संदेश पण देता येईल?
हो. हो, बरोबर. म्हणजे यांनी ना, बघा आ आमच्या मित्राच्याच घरची गोष्ट सांगते. आता त्यांचं घर अशा ठिकाणी आहे, जिथे गरमी खूप असते, ऊन खूप असतं. तर त्यामुळे अ, घरात भरपूर गरम होतं. तर ह्याचा एवढा छान उपाय त्याने काढला, की त्याने प्रत्येक अ, खिडकीवर आणि बाल्कनीत भरपूर वेली लावल्यात आणि इतके छान-छान त्या वेली ड्रोप पसरवून ठेवल्या, म्हणजे त्यांनी अ, असं आपण म्हणतो ना, केन स्ट्रक्चर तयार केलं बांबूने आणि त्या केन स्ट्रक्चरवर त्या वेली पसरवल्या आणि त्या वेलींमुळे सावलीही येते आणि अ, हवा पण दिसायला खूप सुंदर आणि त्याची एस्थेटिक व्हॅल्यू पण खूप अ, छान दिसते आणि इतकं फ्रेश वाटतं त्यांच्या घरात गेल्यावर, म्हणजे भरपूर ऑक्सिजन पण भेटतो आणि गरमी पण होत नाही आता. तर ही आयडिया मला खूपच आवडली. मला असं वाटतं, की आपण प्रत्येक जण हे आपल्या खिडकीवरती झाडं लावू शकतो आणि वेली लावल्यात, तर ती अख्खी आपली खिडकी भरून जाईल वेलींनी. आणि खूप गारवा येईल आपल्या घरात.
अच्छा. हं, हं, हं. हं, हं. अरे वाह, वाह! अच्छा, अच्छा. दिसायलाही आकर्षक. हं, हं, हं. हं, हं. अरे वाह, वाह! अगदी बरोबर. अगदी बरोबर. नक्कीच-नक्कीच. तर तुम्ही असा काही छोटेखानी प्रयोग केलंय का तुमच्या घरात सजावटीसाठी?
हो ना. मी आमच्या बाल्कनीमध्ये भरपूर मनी प्लांट लावलं आहे आणि अ, अपराजिताची वेली पण लावली आहेत. ज्यांच्या आजकाल ब्लू टी तर खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. <chuckles> तर त्याची ब्लू फ्लॉवर्स आमची मुलं पण तोडतात आणि ते पेंट्स म्हणून पण वापरतात. त्याचा रंग खूप आकर्षक ब्लू असतो. तर अ, ह्याने डेकोरेशन पण अ, होतं आणि मुलांना पण गार्डनिंगचं वगैरे असं खूप काही माहिती आपण देऊ शकतो.
अरे वाह, वाह! हां, हां. हो, हो, हो. <chuckles> अरे वाह, वाह, वाह! अगदी बरोबर. आणि काही अशा औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींचं पण तुम्ही असं हे काही केलेय का, ज्याने करून काय होईल एक सुंदरता पण वाढेल, एक दिखाऊ पण वाढेल. आणि त्यातून म्हणजे नाही का एक व्यक्तिमत्त्व पण म्हणजे पर्यावरणप्रेमी म्हणा किंवा वृक्षप्रेमी असं एक अ, आपल्याला म्हणजे नाही का, लोकांना एक दिसेल त्यातून, तर अशी काही गोष्टी?
हो. हो ना. मी आमच्या बाल्कनीमध्ये वेगवेगळ्या प्रकाराची अ, औषधी आणि छोटी-छोटी रोपं लावली आहेत आणि 1 बाल्कनीमध्ये फक्त भाज्या लावल्या आहेत आणि तिसऱ्या बाल्कनीमध्ये फक्त एलोवेरा, तर 3 बाल्कनी आहेत आमचे आणि त्या तिन्ही बाल्कनी झाडांनीच भरलेले आहेत. तर त्यामुळे घरात खूप अ, छान फ्रेश हवा वाहत राहते. आणि मिनिमलिस्ट असं फर्निचर ठेवल्यामुळे घरात खूप मोकळेपणा असतो आणि सगळ्यांनाच खूप फ्रेश आणि मन अगदी हलकं, शांत असं वाटतं.
अच्छा. हं, हं. अरे, वाह, वाह! खूप छान. हो, हो. अरे वाह! खूप छान, खूप छान! म्हणजे एक एक एकंदरीतच तुम्ही म्हणजे घर सजावटीमध्ये आपला साधेपणा पण जपला आहे आणि त्यामधून तुम्ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची पण एक प्रचिती देता आणि याचं जे योग्य संतुलन तुम्ही खूप छान प्रकारे राखलं आहे. अजून काही टिप्स द्याल? समजा एखाद्याला, समजा नाही का, माझ्यासारख्याला घर जर सजवायचं असेल, त्यात साधेपणा पण जपायचा असेल आणि एक व्यक्तिमत्त्व पण कुठेतरी एक त्याचं संतुलन साधायचं असेल, तर काय टिप्स द्याल तुम्ही?
तर जर अ, जास्त काही नाही करायचं असेल, तर आपण एखादं अ, आपल्या रूममध्ये फक्त एकदम खूप अ, जे आपल्या उपयोगीचं फर्निचर वगैरे आहे, तेवढंच ठेवायचं, जास्त काही पसारा करायचा नाही आणि शोपीस म्हणून भिंतीवरती आपण अ, आपल्या अ, देवाचा एखादा छानसा फोटो लावू शकतो किंवा आपण आपल्या आई-बाबांचं चित्र किंवा आपल्या फॅमिली पोर्ट्रेट असं लावू शकतो किंवा आपल्याला जर एखादी पेंटिंग आवडली, तर एकच मेन वॉलवरती ते एकच पेंटिंग आपण लावून ठेवायचं. तर त्याने रूम खूप आकर्षक वाटतो आणि अ, त्यामुळे काय होतं की फोकस एकाच पीसवर राहतो. आणि जर का एका अशी अ, आठवणीची गोष्ट असली, अ, आजी-आजोबांच्या वेळेची किंवा जुन्या जमान्याची, जर आपल्याला कुठून मार्केटमधून, फ्ली मार्केट आपण म्हणतो ना, तशा ठिकाणावरून जर आपल्याला मिळाली, तर एक मेन असं शो पॉइंट अ, आपण सेट करू शकतो आपल्या रूममध्ये किंवा एखादं रीडिंग कॉर्नर पण तयार करू शकतो आणि ती आपल्या अख्ख्या घराची शोभा वाढवते. असं आपण करू शकतो.
हं, हं, हं. हो, हो. हो, हो, हो. हं, हं. हो, हो, हो, हो. अगदी बरोबर. हो, हो. अगदी बरोबर म्हणजे नक्कीच हा जर उपयोग केला, तर अ, नक्कीच घर सजावट आणि त्यातला साधेपणा जपता येईल. खूप छान वाटलं या विषयावर अशी चर्चा करून तुमच्याशी आणि खूप उपयुक्त अशी माहिती तुम्ही दिली आणि ती माहिती नक्कीच एक अ, कुठेतरी आपल्या उपयोगी येणार आहे, याची नक्कीच प्रचिती आली. खूप खूप धन्यवाद तुमचे. पुन्हा आपण लवकरच भेटूयात.
तुमचंही खूप खूप धन्यवाद. हो, मलाही खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. पुन्हा भेटूया. धन्यवाद.
धन्यवाद. हो, हो.